अरे, बापरे! हो.
तर इतके अडथळे होते तर रात्री काम केल्यामुळे माझी तब्येत पण खूप बिघडली. तर मग मी काम पण नाही करू शकत होते.
हो ना, मग अशा वेळेस मला अशा वेळेस मला सांगा ना, की जेव्हा अशा अडचणी तुम्हाला आले, तुम्ही अडचणी ह्या ओळखल्या तुम्ही आणि म्हणजे खरंच तुमचं ऐकून असं वाटतंय, की किती जास्त कठीण ह्या गोष्टी आहेत. तर मग अशा वेळेस ना, तुम्हाला आता उभं राहायचं आहे, तुमच्या मुलाबाळांसाठी आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी आर्थिक मदत तुम्हाला भेटावी, तुम्हाला काम पण करायचं आहे. तर मग हे सगळ्याला ह्या वाटेला सांभाळण्यासाठी, स्वतःला उभं राहण्यासाठी कोणते असे छोटे, छोटे तुम्ही पावलं उचलले, की जेणेकरून ना तुम्हाला ना एका प्रकारे ना, म्हणजे उभं राहण्यासाठी मदत भेटली आणि तुम्हालाच स्वतःला मदत करावी लागली स्वतःची. म्हणजे अशी कुठली रोजची सवय तुम्ही सुरू अ, केली का? किंवा तुम्हाला वेगळ्या कुठल्या लोकांचा आधार भेटला का, का नाही भेटला? किंवा एखादा असा विचार आला का तुमच्या मनात, की जेणेकरून तुम्हाला उभं राहण्यासाठी तुम्हाला मदत भेटली?
हो ना, म्हणजे अ, आपण म्हणतो ना, की स्वतःहूनच आपली स्वतः मदत करणं हेच अ, वेळेस त्यावेळेस असतं. काही सपोर्ट सिस्टीम नाहीये माझ्याकडे. तर मग मी ठरवलं, की अ, ही इतकं माझं नुकसान करते, त्यामुळे माझा एक अ, प्रोजेक्ट पण कम्प्लीटली फेल झाला, कारण इतका आवाज त्यात येत होता ना, तर त्यांनी मला मग ते काम दिलं नाही. मग मी ठरवलं, की आता काहीतरी आपण केलं पाहिजे, कारण असंच दुर्लक्ष जर करत राहिलो, तर नाही माझ्याकडे काम राहणार आणि मी माझ्या मुलांना कसं आणि घर कसं चालवणार?
हां. बरोबर. हां. बरोबर. बरोबर आहे हो. तर मग हां, हां, सांगा?
तर मग मी असे एक दिवस बसले आणि मग मी असं, लिहत गेले, की काय-काय करू शकते.
हां. बरोबर. मग तशा वेळेस ना हां, हां.
तर मग तेव्हा मी मग विचार केला, की ओके ठीक आहे, आता साउंड प्रूफिंगसाठी आपण काही ना काही वस्तू करू शकतो. तर मी साउंड प्रूफिंगसाठी रिसर्च करून अ, साउंड प्रूफिंग जे फोमचे असे शीट्स असतात ते लावले. मग नंतर खिडक्या आणि दरवाज्याला पण तसे हो.
हां. दरवाज्याला आणि खिडक्यांना असा लावायचा प्रयत्न केला का? हां.
तर मी चांगले असे, मस्त असं सेटअप केलं, जेणेकरून एक आमचा जो रूम होता, त्याला मी कम्प्लीटली असं साउंडप्रूफ करायला प्रयत्न केले. मग नंतर मला विचार आला, की अरे, माझी तब्येत पण बिघडते आहे, तर आता तब्येतीचं काय करायचं? कारण रात्रीच्या काम करणारं तर दि दिवसाला झोपायचं, तर दिवसाला तर इतका उजेड असतो, कसं काय झोपणार?
हो. हं. बरं. हं.